हनीमूनसाठी गेलो होतो आम्ही.
अरे वाह! हो, हो, हो. मग?
आणि तुम तुम्हाला ना मजा येईला ना जेवढा हनी आणि मून झाला ना आमचा, त्याची काही खूपच खतरनाक. तर आम्ही गेलो ना तर साउ साउथ गोवा टू नॉर्थ गोवा आम्ही जात होतो. तर अ, आम्ही टू व्हीलर घेतली होती एक रेंटवर. आमच्या हॉटेलच्या जवळपास अ, जवळूनच. तर मग त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि मस्त नॉर्थ गोवा फिरलो. सागरो मतलब हायकिंग केली. मस्त एक बीच वगैरे होतं तिथे बसलो. फोटोशूट वगैरे घेतला. सर्व काही झालं. आणि नेमका आमच्या बॅट मोबाईलची जो बॅटरी होती दोघांच्या फोनची ती 20%वर आली. दोघांचे फोन 20%वर का की सेम मॉडेल, सेम ते चा सेम टाईम चार्ज झाला. सर्व काही झालं आणि मस्त एकमध्ये मॅप चालतो. एकमध्ये फोटोशूट चाललेला आहे. तर ते दोघांचे फोन ना 20% आणि एवढं लकी आहे ना मी, की ते ट्वेंटी पर्सेंट मतलब दोघांचा अक्षरशः 20%च फोन होता आणि मग एक प्रयत्न, आम्ही काय केलं, एक फोनला एअरोप्लेन मोडवर टाकलं आणि दुसऱ्याने आपण लोकेशन बघितलं. आता गोवा आम्ही आम्ही गोवाचे थोडे ना. आम्हाला काही माहितीच नाही आणि मग रात्र व्हायला आली.
अरे बापरे! काय झालं? हं. हां, हां. हं, हं. हं. अरे बापरे! हं. अरे बापरे! हां. अहो काय सांगता? म्हणजे तुम्ही बीचवरती याचं जिथं फिरण्यासाठी वगैरे गेले होते म्हणजे तिथेच तुम्हाला रात्र झालेली?
तर मी अक्ष माझं, अरे, हां, तिथेच रात्र झाली. आम्हाला वाटलं मज्जा येतो. चला लाटा येत आहे आणि ते अ, गोवामध्ये एक बीच आहे ना जिथे ते असे अ, अ, काय म्हणतात रेडियम दिसतो तिथे. मतलब तुम्हाला असं पाण्यामध्ये रंग आणि लाईट्स दिसतात.
हो का? हं, हं.
अ, आम्ही तिथे थांबलो होतो. की चला रात्रीचं आणि मग त्याच्यानंतर टॉर्च जळवून वरती गेलो. मग आमची गाडी शोधली, गाडी घेतली. गाडी घ घेऊन निघालो. तर नेमकं सुरू केलं न चला मॅप सुरू करतो. आपण मॅप सुरू केलं तर जंगलामधून जातो आहे आणि असं असतं ना, तुम्ही इथे अ, पुराणे पिक्चर असतात ना, की एक गल्लीमधनं जातो आहे आणि खूप असे पुराणे, पुराणे जुने घर आहेत. त्यांच्याकडे लाईट बंदं आहे. अशी भीती वाटत आहे.
हं. हो ना, हो ना. तुम्हाला भीत हो ना, तुम्हाला भीती नाही वाटली का मग ते हरवल्यानंतर?
अरे, मला, मला त मला भीती थोडी बहुत, थोडीफार कमी पण माझी बायको मला ओर ओरडायला लागली. "अरे लवकर चल, लवकर चल, असं नको करू लवकर." अरे मी बोललं, "चालत आहे 60ची स्पीड आहे गाडीची, तर किती पुढे असं चालायचं?" त्याच्यानंतर पटकन, पटकन आणि अ, मला ही भीती होती, की फोनची अगर बॅटरी गेली, तर मग काय करणार? म्हणून मी एक फोन न आणि आमची चूक झाली की आम्ही पॉवरबँक नव्हता घेतला.
हो ना. बापरे!